तर मीच म्हणायचो ते गाणं लावा ना, त्या दिवशी जे लावलं होतं ते. आता आपल्याला माहिती नव्हतं ना ते रेडिओवर कसं काम करतं, रेडिओ कसं काम करतं म्हणून ते. सांगितलं "अरे बाळा आपण ते नाही लावत" म्ह "मी नाही लावू शकत म्हणे ते गाणं. ते रेडिओ चॅनलवरून लागतं" म्हणे ते.
हं, हं, हं, हं. हम्म. मग नक्की गाण्याचं काय आवडलं होतं तुम्हाला, की म्हणजे तुम्ही आधी फक्त ऐकलं होतं, तर नक्कीच त्याचं काहीतरी अ, अ, जे धून असतात, ज्या म्युझिक आहे तर त्याच्यातले शब्द कळले होते का?
तर अ, शब्द तर ते कळलाच होता एक, तर मेरे सपनो की रानी कब आओगी तूम. ते राजा राणीच्या गोष्टी आजी सांगत नाही का, आजी, आई, बाबा, शाळेमध्ये तर राणी आणि ते आता काय आहे ना अ, हिंदी कळायची बऱ्यापैकी मला त्यावेळेस कारण की हां, आम्ही ज्या क्वार्टर्समध्ये राहायचो, सरकारी क्वार्टर्समध्ये राहायचो आम्ही, आर्मी क्वार्टर्समध्ये. तर तिथं बरेच जणं होते ते हिंदी बोलणारे होते आणि शाळेतही हिंदीचा वापर व्हायचा. त्याच्यामुळं हिंदी कळायची. ते एक कळलं होतं आणि ते सुरुवातील जे गाणं जेव्हा सुरू होतं ना त्याला एक विशिष्ट म्युझिक आहे. ते गा ट्रेनचा जो छोटासा हॉर्न, तो गाडीचा हॉर्न.
बरोबर, हो, नक्कीच. <chuckles> अच्छा. हो, हो. हां.
ते म्युझिक जेव्हा चालतं ना त्याच्यामुळं काय, कुणास ठाऊक तर मी थोडंसं अट्रॅक्ट झालो हां, तर मी थोडंसं खेळायला बाहेर जात होतो, तर मी थोडंसं परत आलो घरामध्ये. मी म्हणलं काय झालं म्हणलं काही रेडिओवर काहीतरी चांगलं दिसतं म्हणलं ना नॉर्मली काय आहे ना, की घरात ते बातम्यांचेच आवाज यायचे ना, काही कळायचं नाही त्याच्यामुळं आपण दुर्लक्ष द्यायचं. म्हटलं काही पहिल्या वेळेस काहीतरी नवीन लागलं, म्हणलं चला म्हणलं घरामध्ये परत काय झालं बघायला.
ती एक वेगळीच एनर्जी आहे ते अ, हां. बरोबर, हां. <chuckles> अच्छा. आणि मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलं म्हणजे ऐकलं आणि ऐकलं तेव्हा धून आणि शब्दच होते आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलं तेव्हा काय वाटलं, म्हणजे जसं होतं तसं अपेक्षित का त्याच्याहून जास्त छान होतं ते गाणं?
तेव्हा ते गाणं कानावर पडलं पहिल्या वेळेस.